हो, बघा ना आता अ, तुम्हाला मी माझा एक किस्साच सांगतो. कसं होतं ना, आता तुम्हाला माहिती असेल, 2000 अ, 18 काहीतरी 19 आय थिंक कोरोना आला आणि कोरोनामध्ये कसं होतं, सर्वही घरीच. काही शिकायला नको आणि काही करायला नको. फक्त घरी राहायचं वगैरे काहीतरी. त्याच्यानंतर अ, मला असं वाटतं की त्याच्यानंतर 2022 साली माझी 12वीची सुरुवात होती आणि सुरुवातीच्या काळात पण, समजा सुरुवातीच्या पेपरच्या आधी सुद्धा अ, आमची ना इथं, आमचं समजा बाकी सगळं लॉकडाऊन तर हटलेलं होतं, पण शाळा वगैरे काही चालू नव्हत्या. तर माझं कसं होतं? आमचं घरी अं, शेत आहे आणि त्यात मेंढी किंवा शेळ्या, आपण जे म्हणू शकतो शीप, अ, ते पाडल्या जायच्या, म्हणजे आम आम्ही ते पाडायचो. तर माझं ना एक रुटीनच झालं होतं की सकाळी उठायचं, अ, त्या शेळ्यांना किंवा मेंढ्यांना सोडायचं, त्यांना दिवसभर चरायला घेऊन जायचं, त्यांच्या मागे-मागे फिरायचं, दिवसभर त्यांची काळजी घ्यायची. कोणती शेळी वगैरे हरपली तर तिला शोधायचं, तिला शोधून आणायचं. नंतर त्यांना सर्वांना बांधायचं. त्यांचं दूध वगैरे काढायचं आणि म्हणजे रोजचा माझा हा रुटीनच झाला होता. तर रोज-रोज एकच एक गोष्ट, एकच एक गोष्ट माझ्या हीच जीवनात चालू होती की बस सकाळ झाली, आता हे करायचंय. दुपार झाली, आता हे काम आहे. संध्याकाळ झाली, आता हे काम आहे. आता रात्र झाली, आता झोपायचं. म्हणजे याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात काही असं उरल्यासारखंच वाटत नव्हतं मला. मला असं वाटत होतं की, माझं आयुष्य फक्त शेळ्या-मेंढ्यांमध्येच, अ, काय बोलताय त्याला, एकप्रकारे एवढंच माझं आयुष्य बनून राहून गेलं आणि तेव्हा मला असं वाटायचं, मला त्या सर्व गोष्टींचा असा
हं, हं. हो. हो ना. हं, हं. हां. हां. अच्छा. अ, हं. बरं. हं. अच्छा. बरं. हां. अच्छा. मग तुम्हाला एकदम असं बोअर झाल्यासारखं वाटलं त्यातून, की एकच रुटीन रोज-रोज आहे काहीतरी नवीन नाही घडत आहे ना. मग असं काय घडलं होतं, की तुमच्या मनात हा विचार आला, की हे सोडावं?
हां, मला एकदम त्या गोष्टी अशा बरोबर. मला